बरोबर. मग तुम्हाला असं वाटतं का की अनुभवातून शिकणं हे थोडं वेगळं असतं आणि तेच महत्वाचं देखील असतं?
हो बरोबर. अ, मला असं खूप मोठ्या प्रमाणात वाटतं की अनुभव खूप गोष्टी शिकवून जातात रादर दॅन घरी बसून काहीतरी राहणं. कारण अ, आणि त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती मोठ्या प्रमाणात असतो, हो की नाही? आता मी एखादी मला एखादी नवीन गोष्ट शिकायची आहे आणि ती शिकण्यासाठी मी प्रॅक्टिकली कोणाचं कोणालातरी जाऊन विचारलं, त्यांचे अनुभव ऐकले आणि किंवा मी स्वतःही अनुभव घेतला त्या गोष्टीचा, तर मला ती गोष्ट खूप अ, खोलात समजेल, खूप डीपमध्ये समजेल, हो की नाही? आणि त्याचा प्रभाव माझ्या आयुष्यामध्ये आपण गोष्टी सांगतो ना लोकांना की अरे, मी हे शिकले किंवा मी हे केलं आणि त्याचा असा-असा मला युज झाला. म्हणजे आपण लोकांजवळ जेव्हा बोलतो ना, तेव्हा ते आपल्याला समजत असतं की ती गोष्ट आपण केली, तो एक्सपिरियन्स, तो अनुभव आपण घेतला, म्हणून कुठे आपण आता बोलू शकतोय.
हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं. बरोबर अगदीच. बरोबर. हं. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. खरंच नाही. तर मग मला सांगा ना की आता चुका या शिकण्याचा भाग कसा बनतात. आपण चुका करतो आणि त्या चुकाच आपल्याला काहीतरी शिकवून जातात तर मग तुमचं याच्यावर काय मत आहे?
हो. अ, बरोबर असं नाही ना की आपण कोणती गोष्ट कोणतरी गोष्ट शिकतोय आणि चुका होणार नाहीत अ, चुका होणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून शिकणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. पण अ, चुका याच्यातून अ, कोणी शिकत नसेल आणि नुसत्या सारख्या-सारख्या चुका करत असेल, तर ते मात्र चुकीचं आहे. म्हणजे चुका करताना किंवा आपण एखादी नवीन गोष्ट शिकताना आपण अ, म्हणजे लिहून ठेवल्या पाहिजेत गोष्टी, की मी आज इथे चुकलो किंवा इथे चुकले. मग मी ही चूक माझी कशी सुधारू शकतो किंवा अशी चूक पुन्हा करणार नाही त्यासाठी काय करू शकतो? कारण चुकांतून आपण शिक
एक्झॅक्टली तेच ना. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, अगदीच. हं, हं. म्हणजे त्याच्यातून कसं शिकून पुढे जाऊ शकतो आपण?